आपला भारत देश हा अन्न समृद्धीने एकदम म्हणजे नाही का, एकदम म्हणजे खूप वास्ट डायव्हर्सिटी आहे आपली. म्हणजे खूप प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याकडं खाल्ले जातात आणि खूपदा आपण बघतो, की नाही का, जशी हंगामी शेती असते. तसं हंगामी नाही का, हे पण होतात, पिकं पण होतात. तर अ, हंगामी पिकं खाण्याने सर्व खाण्याचे सर्वात मोठे फायदे तुम्हाला काय वाटतात हो?
हो, हो. अं, असं म्हणतात ना, की प्रत्येक वेळेला अ, त्या-त्या सीझनला आपण तेथे सीजनल फळं खावीत. त्याच्यामागे बऱ्यापैकी शास्त्रीय कारणं असतात, असं मला वाटतं आणि त्या हंगामात येणाऱ्या भाज्या. म्हणजे आता आपण पोपटी करतो माहिती आहे, हिवाळ्यात?
हो. हं, हं. हो, पोपटी माहिती आहे.
तर अ, त्या पोपटीमधल्या ज्या भाज्या असतात, त्या शेंगभाज्या. त्यामध्ये आपल्या अ, शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करण्याची आणि उष्णता निर्माण करण्याची ताकद असते.
हं, हं. अच्छा.
तशी त्याची पोषणमूल्य असतात. त्यामुळे त्या हंगामी भाज्या म्हणजे सीझनल भाज्या त्या-त्या हंगामाला खाव्यात, असं म्हटलं जातं. आता बघा, अ, उन्हाळ्यामध्ये आपल्याला कैरीचं लोणचं, कैरीचा मुरांबा हे सगळं अ, खायचं असतं. तर कैरी उन्हाळ्यामध्ये शरीर शरीराचं तापमान थंड करते. म्हणजे अ, थंड आहे उन्हाळ्यात अ, कैरी खाणं. तसंच नाचणी
हं, हं, हं. हो, हो, हो. हं, हं, हं. नाचणी.
नाचणी ही थंड आहे शरीरासाठी. तर ह्या अशा हंगामाप्रमाणे आपल्याकडे हंगामी पिकं येतात. मग अ, हंग म्हणजे त्या, त्या वाऱ्याला, अ, त्या, त्या हवामानाला सूट होतील अशी पिकं जर मातीच आपल्याला देत असेल, तर आपणही त्या त्या हंगामात जगताना
हो, हो, हो. हं, हं, हं.
तीच पिकं, त्याच सुपीक मातीतून आलेली पिकं जर खाल्ली तर जशी ती मातीला सूट झाली, तशी ती आपल्या शरीरालाही सूट होतील, नाही का?
हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर आणि तुम्हाला वाटतं का हो, की एक वैद्यकीय दृष्ट्या जरी आपण पाहिलं तर ते आपल्या शरीराला एकदम परिणामकारक ठरू ठर शकतात?
हां. हो, अर्थातच अ, तेच मी म्हटलं ना, की हेच असतं, म्हणजे आता द्राक्ष किंवा आता जी अ, सीजनल फळं आहेत असं आपण जर म्हटलं. तर द्राक्षाचं पीक येतं या सीझनमध्ये, नंतर स्ट्रॉबेरीचं पीक येतं महाबळेश्वरसारख्या ठिकाणी या सीझनमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात आणि कुठेतरी बघा अ, सर्दी म्हणजे कसं होतं? अ, सॉरी, थंडी म्हणजे कसं होतं, साधारणतः पटकन वातावरण बदलामुळे आपल्याला सर्दी होते, खोकला होतो. तर ह्या ज्या संत्री, नागपुरात जी पिकतात, त्यांचाही सीझन हिवाळाच आहे. मग संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं भरपूर प्रमाणामध्ये.
हं, हं. हो, हो, हो. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं.
त्यामुळे जर ह्या सर्दीच्या अ, मौसममध्ये किंवा हिवाळ्याच्या मौसममध्ये जर आपण ही संत्री खाल्ली, तर त्यातनं आपल्याला जे व्हिटॅमिन सी मिळतं, त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हं, हं, हं, हं, हं.
आणि सततचा होणारा सर्दी, खोकला बघा ज्यावेळेला कोविड होतं, त्यावेळेलाही आपल्याला असा लिंबाचा किंवा संत्र्याचा काढा अ, पिण्यासाठी अप अ, उद्युक्त केलं जायचं किंवा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या अ, आपल्याला अ, प्रिस्क्राईब केल्या जायच्या डॉक्टरांकडून. तर त्याचं कारणच हे होतं, की व्हिटॅमिन सी शरीरात कमी असेल, तर सर्दी, खोकला यासारखे जे अ, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ते आपली बॉडी लगेच कॅच करते. पण हेच जर व्हिटॅमिन सीचं प्रमाण अ, राखलेलं असेल आपल्या शरीरात, तर मात्र अं, हे सगळे व्हायरल इन्फेक्शन्स आपली बॉडी पटकन कॅच करत नाही.
बिलकुल, बरोबर. हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
त्यामुळे मला असं वाटतं की त्या-त्या सीझन मध्ये जे-जे पीक उगवतं, ते आपल्या अ, शरीरासाठी आरोग्यदायी असतं.
अगदी बरोबर. त्यामुळेच बघा ना, आपण जेव्हा कम्पॅरिझन करतो. शहरातले लोक आणि गावाकडचे लोक, तर गावाकडचे लोक हे अधिक बळकट असतात. त्यांची इम्युनिटी पण खूप छान असते आणि इतक्या उतारवयात पण ते म्हणजे नाही का, अशा तरुण तार ताठ्या मुलासारखं काम करतात आणि त्याच विपरीत जर आपण पाहिलं, की शहरातले जे लोक आहे तर ते एकदम म्हणजे नाही का, काठीचा आधार त्यांना घ्यावा लागतो आणि शहरातले जे तरुण आहे, ते कसेतरी खूप अ, म्हणजे नाही का ते बोलतात? तर त्यांच्यात म्हातारपण लवकर दिसून येतं.
हो. हो. काम करतात. हं. हं. हो. <chuckles> हां, कारण कसं होतं ना शहरामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टी केव्हाही उपलब्ध होतात. त्यामुळे काय होतं, की आपल्याला जे खावंसं वाटतं, त्यासाठी आपण हवामान किंवा या सगळ्या गोष्टी कधीच बघत नाही. म्हणून अ, आपण आपण अ, त्या गोष्टींकडे एवढं लक्ष न दिल्यामुळे, आपण अ, सतत आजारी पडतो. पण गावाकडचा एका शेतकरी एखादा शेतकरी जो असतो, तो शेतकरी काय करतो? की त्या मातीत, त्या हंगामामध्ये जे पीक उगतं, तेच पीक खाण्यावाचून त्याच्याकडे काही पर्याय नसतो. त्यामुळे त्याला तेच खावं लागतं किंवा अ, जे त्याच्या शेतात पिकतं, तेच तो घरात शिजवतो.
हो. अगदी बरोबर. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. नक्कीच ,नक्कीच अगदी बरोबर बोललात तुम्ही.
त्यामुळे तो, त्याचं जीवन आरोग्यदायी असतं.
हो, हो, हो, हो. तर आर्थिक आणि स्थानिक समुदायांसाठी यांचे अर्थ काय आहे हो? म्हणजे नाही का स्थानिक शेतकरी, हाट बाजार आणि फळभाजी विक्रेते जे आहेत, हे हंगामी फळं त्यांना कसं मदत करतात?
हां. अ, अर्थातच. उम्म, म्हणजे हंगामात अ, बाजारात जर समजा एखादा, म्हणजे आंब्याचा सीझन असेल, बरोबर? तर एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये आंबा पिकवला, तर अ, बाजारपेठेमध्ये सगळीकडे आंबाच असणार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ हा आंब्यानी भरलेला असणार आहे. पण त्या आंब्याच्या सीझनमध्ये एखाद्या विक्रेत्याने म्हटलं, "की आपण संत्री विकूयात." तर त्याचा खप होणार नाही. कारण त्या हंगामाचं अ, त्या हंगामाची डिमांड किंवा त्या हंगामाची मागणी काय आहे? हे त्या विक्रेत्याने आधी ओळखलं पाहिजे, असं मला वाटतं आणि ते हंगामीच पिकं बाजारात आणून, जर अ, त्या माणसांनी किंवा त्या विक्रेत्यांनी विकली तर अर्थातच त्यांचा खप जास्त होणार आहे. कारण त्या हंगामात प्रत्येकजण त्याच गोष्टीची खरेदी करत असतो.
हं, हं. बरोबर. नक्कीच. बिलकुल नाही. हं, हं. हो, अगदी बरोबर. हं, हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. बघा ना हे म्हणजे सबअर्बन ठिकाण जे असतं किंवा आपण एक उपबाजार म्हणू बाजार समित्यांचा माल जिथं विकला जातो, तिथं हे हंगामी पिकं नाही का, शोधणं शक्य आहे. बट खूपदा काय होतं शहरी जे लोक आहे किंवा ऑफिसचे व्यक्ती तर खूप बिझी असतात, तर अ, त्यांनी हे हंगामी पिकं कुठून शोधावीत हो? आणि जरी शोधली तर ते टिकवण्याचा एक मोठा गहन प्रश्न असतो. तर ते टिकवावी कशी आणि जर हंगामात नसेल, तर त्यांनी काय करावे?
हम्म. हां. बरोबर. हं. हं, हं. आता बघा ना, आपल्याकडे अ, ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट हे सगळे इतके ऑप्शन्स आले आहेत खरं तर, की असं फार कमी वेळेला होतं की हंगामी पिकं आपल्याला मिळत नाहीयेत.
हो, हो. हं, हं, हं, हं.
असं फार कमी वेळेला होतं आणि जर शेतकऱ्यांबद्दल आपण बोलत असू, की अ, शेतकऱ्याला जर हंगामी पीक उगवायचं असेल, तर त्यासाठी बियाणंही आजकाल ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल होतात. नाही, तर अ, असे कित्येक बारामती किंवा अशा सगळ्या ठिकाणी खूप मोठी-मोठी अ, शेतकऱ्यांसाठीची महाविद्यालयं आहेत, जिथे शेतकरी अप्रोच होऊ शकतात.
हं. हो, हो, हो. हं, हं, हं.
म्हणजे त्यांनी परत शिक्षण सुरू करावं, असं म्हणणं नाही आहे, पण ते तिथे अप्रोच होऊ शकतात. स्वतःचा प्रॉब्लेम ते त्या लोकांसमोर ठेवू शकतात, की हंगामी पिकं आम्हाला कुठून घेता येतील? मग त्या ती पिकं घेण्यासाठी मातीची सुपीकता आम्हाला कशी ठरवता येईल? मला आठवतंय, अ, आयआयएम अ, अहमदाबाद अ, हे जे एक इन्स्टिट्यूट आहे तिथे अ, एमबीए करण्यासाठी काही अ, मुलांचा एक ग्रुप आला होता. तर ते कशावर एमबीए करत होते माहिती आहे तुम्हाला? अ, ते एक ॲप डेव्हलप करत होते ज्या अ, ॲपमध्ये काय कळणार आहे? तर मातीची सुपीकता किती आहे, तुमच्या?
हो. हं, हं, हं. अच्छा. कश्यावर हो? हं. अरे बापरे! काय बोलता? इतकं प्रगत तंत्रज्ञान?
हो. इतकं. आणि अ, त्याच्यानंतर त्या मातीचे सॅम्पल्स तेच घेणार. जे ॲप त्या अ, डेव्हलप करता आहेत, तीच लोकं त्या मातीचा सॅम्पल घेणार, त्याचं टेस्टिंग करणार आणि ते पुन्हा शेतकऱ्यांना येऊन भेटून त्यांना सांगणार, की ह्या मातीची आता कपॅसिटी एवढी-एवढी आहे. आणि ह्या कपॅसिटीमध्ये ही, ही पिकं तुम्ही या मातीमध्ये घेऊ शकता. म्हणजे हे पीक इतकी वर्षं, हे पीक इतकी वर्षं, हे पीक इतकी वर्षं, इतकं डीटेल.
वॉव! हं. हं. खूपच छान! ओ.
असं ॲप ते डेव्हलप करत होते.
हं, हं, हं, हं.
तर खरंच जर असे ॲप्स डेव्हलप झाले. तर आपला आणि ते जर अ, सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर अं, अ, मातीची फर्टिलिटी वाढवण्यासाठी.
हं, हं, हं.
हे ॲप खूप मदत करेल आपल्याला. परत अ, व त्यांच्याकडे असेही काही फॅक्ट्स होते किंवा असेही काही संशोधनं होती, की एखाद्या माती मातीची फर्टिलिटी कमी झाली आहे किंवा सुपीकता पिकं देण्याची ताकद त्या मातीची कमी झाली आहे. तर तिकडे असे टेंट उभे करून अ, शेतकऱ्यांना अ, केसरची शेती करायला लावणं किंवा असे काही पर्याय त्यांच्याकडून स्वतःहून सुचवले जायचे किंवा अ, जे ब्रोकोली वगैरे असतं ज्याला असं एक बघा आपल्याला एक कंटेनर तयार करावे लागतात त्यासाठी.
हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो, हो.
तर असे त्या ठिकाणी कंटेनर तयार करून अ, तोप जोपर्यंत ती माती सुपीक होत नाही, तोपर्यंत ही पिकं घ्यायची, ब्रोकोली किंवा अ, ती एक अ, जांभळ्या रंगाची कोबी असते बघा.
हं, हं, हं. हो, हो, हो, हो. आलं लक्षात.
त्याचं पीक, केशराचं पीक, अशी पिकं घ्यायची आणि त्यामध्ये 1-2 वर्ष नफा झाला, की तोपर्यंत मातीची सुपीकता वाढायला मातीला वेळ मिळतो.
हं, हं, हं. अरे! वाह, वाह! खूपच छान तंत्रज्ञान आहे हे.
हो.
म्हणजे मातीची सुपीकताही वाढेल आणि जे म्हणजे हंगामी पिकं जी आहेत, ती पण घेता येतील आपल्याला?
हो ना, हो ना.
अरे वाह, वाह! खूपच छान. मग त्यांनी इम्प्लिमेंट केलं का हो हे?
हं, हं, हं. हो, त्यांनी इम्प्लिमेंट केलं. म्हणजे त्य त्यांना फक्त तिथून एम-बी-एची डिग्री हवी होती. ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि त्यांनी डिग्री घेऊन त्या ग्रुपने ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आणि त्यांचं ऍप सक्सेसफुलही झालं.
हं, हं. हं, हं, हं. अरे! वाह वाह! खूपच छान आणि सुरुवातीला जसं तुम्ही बोललात की आंब्याची क बघा आंबा पण खाऊ शकतो सीजनल किंवा जे कैऱ्या येतात त्यांनी थंड राहायला पण मदत होते. तर आंब्याचं असं काही लोणचं वगैरे बनवू शकतो का हो आपण, म्हणजे ते वर्षभर खाता येईल आपल्याला?
हो. हं. हो, हो. हो, म्हणजे कैरीचं लोणचं तर बनवतातच. खरं आंबा उष्ण आहे, पण कैरी थंड आहे, असं. तर अ, काय बघा ना आता आपण कैरी पिकायला सुद्धा कैरीला उष्णतेत ठेवतो ना, त्याचा आंबा तयार होण्यासाठी. त्यामुळे आंब्यामध्ये भरपूर उष्णता आहे खरं तर. पण ती त्या सीझनमध्ये खाणं गरजेचं आहे.
हं, हं, हं. थंड आहे. हो, हो, हो. अगदी बरोबर. हो, हो, हो. नक्कीच.
आंब्याच्या सीझनमध्ये. तर कैरीच्या लोणच्याबद्दल आपण म्हणत होतो. तर हो, नक्कीच आपण कैरीचं लोणचं करू शकतो. कैरीचा मुरंबा होऊ शकतो. किंवा अ, जो आपल्याला त्यावेळेला सूर्यप्रकाश मिळतो आहे, त्या सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण असंख्य पदार्थाची वाळवण करू शकतो. अ, जसं आंबा पोळी, हा आमरसापासून अ, त्याची आंबापोळी तयार करून मग ती वाळवली जाते. त्याच्यानंतर असंख्य प्रकारचे पापड. त्यात कैरीचेही पापड आपण करू शकतो. तर अस अशाही सगळ्या गोष्टी आपण त्या त्या हंगामात अ, हंगामाचा वापर करून करू शकतो.
हं. हं, हं, हं. हं, हं. हो, हो, हो. अरे वाह! वाह! खूपच छान तुम्ही माहिती दिली, नाही का, या सगळ्यांबद्दल. आणि त्या ॲपचं पण खूप म्हणजे जे प्रगत नवीन तंत्रज्ञान आहे, म्हणजे ते जर पेटंट झालं आणि सगळीकडं जर प्रचलित झालं, तर नक्कीच शेतकऱ्यांना पण फायदा होईल. आणि आपल्याला खवय्ये म्हणून आपल्याला तर खूपच फायदा येईल. म्हणजे कोणत्याही हंगामात कोणते ही पिकं म्हणजे आपल्याला खाता येतील.
हं. हो. परत. खूपच. हो, हो.
खूप-खूप धन्यवाद! तुमचे ही एकदम माहिती खूप छान प्रकारे सादर केल्याबद्दल आणि नवनवीन गोष्टींचा उलगडा केल्याबद्दल खूप-खूप तुमचे धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया.
मलाही खूप मजा आली. खूप धन्यवाद.